अ, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, की आमच्याकडे जेव्हा जास्त असा मोठा प्रोग्राम असतो ना, एखादा जास्तच जेव्हा अन्न उरत असते, ते आम्ही संस्थेला फोन करतो आणि ते मग त्यांचे बराबर असे पॅकेट्स बनवतात, व्यक्ती एका व्यक्तीला साधारणतः किती जेवण लागू शकते याचा अंदाज घेऊन. नक्की, नक्की.
हां, हां, हां. हो, हो, हो. म्हणजे वाया नाही गेलं पाहिजे, ते बरोबर, अन्न असे सगळ्यांच्या अ, पोटामध्ये वगैरे गेलं पाहिजे. खरंच, खूप छान विचार आहेत तुमचे.
हो, हे हां, हा एक उपाय झाला आणि परत मग अ, थोडंफार जे अन्न असते, म्हणजे 20 ते 25 लोकांचं तेव्हा आपले शेजारी वगैरे, आपण त्यांना तर सांगतोच ना, की आमच्याकडे भाजी उरलेली आहे बा, पोळ्या आहे, तर घेऊन जा. तर आम्ही त्याच पण करत असतो हां, तर अ, त्यांना सांगितलं, की ते पण मग अ, घेऊन जातात. जसं की गणपती झालं अ, गणपती आणि देवीचा वगैरे उत्सव असतो, तेव्हा असं होतं सहसा, की थोडं अन्न जास्त बनतं, उरतं मग अशा वेळेला शेजारी किंवा त्या कार्यक्रमात उपस्थित असणारे जे म्हणजे जवळचे लोकं असतात, ते योग्य अशी विल्हेवाट त्या अन्नाची लावत असते, जेणेकरून ते अन्न म्हणजे वाया जाणार नाही. आणि अं, प्र नाही का, प्रत्येक गरजू लोकांना पण भेटेल आणि ते म्हणजे आपण एक अ, त्याच्याकडे, म्हणजे त्या अन्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन, आपण कसं ते देवाचं अन्न आहे बा, महाप्रसाद आहे या दृष्टीने पण बघतो, तर प्रत्येक जण अशी काळजी घेतो, की तो वाया जाणार नाही किंवा त्याचा योग्य असा वापर झाला पाहिजे बा नाही का. तर अशा प्रकारचं आमचं सगळं नियोजन असते.
हां, हां, हां. हो, हो, हो. अच्छा, म्हणजे तुम्ही घेऊन जा वगैरे. हां, हां. हो, हो. अच्छा. वाया, हो, हो. हो. हां, हां, हां. हो, बरोबर. म्हणजे हां, हां. अच्छा, म्हणजे असं अ, कोणकोणते अन्न पदार्थ आहेत, जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्ही जास्त प्रमाणात बनवतात, तर अ, याबद्दल काही सांगू शकाल म्हणजे कोणकोणते पदार्थ तुम्ही अ, जसं जास्त फंक्शन वगैरे मध्ये म्हणा किंवा तेव्हा बनवत असतात?
हं, हं.